अ, मला असं वाटतं, की समजून, सांगून ती नाही कळत. अ, ती अ आपण जी कृती करतो. त्याच्यावरूनच कळतं. आणि ती कृती जेव्हा सतत केली जाते
हं. हं. बरं. हां. तर मग उदा उदाहरण उदाहरणासह असं काही सांगू शकाल का? म्हणजे एखादा प्रसंग हां.
तरच समोरच्याला कळतं. अ, म्हणजे अ, कसं आहे की समजा पार्टनर आहे आणि मग अ, आपल्याला जर काही सवय पटत नाही आहे किंवा माझ्या फोनला म्हणजे मला विचारल्याशिवाय किंवा मला सांगितल्याशिवाय तू नाही बघायचा. पण मग अ, कसं असतं, की कितीही वेळा सांगितलं, तरी पण ते कळत नाही, की हे असंच आहे. मग ठीक आहे लॉक करून ठेवतो. मग, मग याचा तू हेच सांग, पासवर्डच सांग. तर नाही सांगणार मी. कारण की मला नाही सांगायच आहे. आणि जर मग असं आहे, मग ते नाहीच ऐकलं, तर मग मी एकच काम करते की मग, मग तुझा पण दे.
हां. हं. हां. हं. हां. हां. हो. हां. <chuckles>
तुझा पण पासवर्ड दे आणि मी तुझा पण फोन बघत जाणार. <chuckles>
फोन बघते. हो बरोबर आहे ना, एकानं बघणं चुकीचंच आहे ते, दोन्ही कडून हे पाहिजे ना. हो मगच त्याला पार्टनर म्हणू शकतो. <chuckles> तर नक्कीच. हो, मग आरोग्यदायी आणि अन अनारोग्यदायी सीमारेषांमध्ये नेमका फरक कसा ओळखायचा?
अ, हो. मग तेच. अ, हं.मग तेच असतं. <chuckles> तर अ, ती कृती अ, अ, म्हणजे समजा आता मी म्हणेल, की आरोग्यदायी की आपल्याला जर समजा, म्हणजे जसं मी फोनचं सांगितलं किंवा शिक्षणाचं माझं काही ध्येय होतं असं सांगितलं. पण आपल्या रोजच्या छोट्या-छोट्या पण गोष्टी असतात. की अ, म्हणजे आता अ, सारखं घ अ, रूममध्ये बसणं, फोनमध्ये बसणं किंवा अ, मला सारखं डिस्टर्ब नाही करायचं, ह्या अ, आरोग्यासाठी चांगल्या नाहीयेत. कारण आपण पूर्ण ते डिजिटल जगामध्ये मग हरवून बसतो.
हं. हो. हां. बरोबर.